काही जणांना नियमित वेळ पाळणं, हे खूप फायदेशीर असतं असे वाटते. काहींना डॉक्टरही तसे सुचवतात. तर तुमचं काय मत आहे याबद्दल?
आता प्रत्येकाची वेगवेगळी सवय असते झो झोपायची. काही लेट झोपतात, काही लवकर झोपतात.
हं, हं, हं.
प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आता काही जॉबसाठी जॉबसाठी जातात म्हणून लवकर झोपतात.
हं. हं.
आणि काहींना आपल्या समजा जॉबवरून आणले लेट येतात कधी-कधी तर त्यांचा टायमिंग पण वेगळा होऊन जातो झोपायचा.
हो. जेवायचा, झोपायचा सगळ्याचाच टॉपिक वेगळा वेळ सगळीच वेगळी होते. काही-काहींची तर कामामध्ये रात्रपाळी पण असते. मग त्या लोकांना तर सगळंच चक्र वेगळं होतं. मग काय वाटतं तुम्हाला ह्याचा ह्याचा शारीरिक परिणाम काय होतो माणसावर?
आवरणे वगैरे जेवण वगैरे. हो. हो. हो.

हो. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय?
हो, कामं लवकर होते. सुचतात वगैरे ना.
हां, हां. म्हणजे कोणी आर्टिस्ट असेल किंवा कोण लेखक असेल, तर ते असं ऐकलंय मी की त्यांना सकाळी उठल्यावर काही जण असं पण म्हणतात, "मी रात्रीचा किडा आहे. म्हणजे मला सकाळी काय सुचत नाही. मी सकाळी झोपतो." <chuckles> त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय?
हो बरोबरच आहे ना. हो बरोबर आहे. बरोबर. बरोबरच आहे. आता प्रत्येकाचं तो रूटीन आहे. आ प्रत्येकाचं समजा एखादा का जॉबवरून लेट येतो मग त्याचा स्वतःचा टाईम हा रात्रीच जास्त घालवतो. रात्री वगैरे त्याची काही कामं असतील ते.
हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. मग जर त्यांची अ, काम करण्याची पद्धत जर उशिरा असेल, तर अ, त्यांना पण काही नियमित वेळ असं पाळता येऊ शकतं का? उशिरा तर उशिरा, पण त्याच वेळेला. मग त्या लोकांना तसं शरीराची सवय होऊन जाते ना मग?
हां. हो. हो बरोबर. ते तर आहे. एखादी सवयला बसून जा गेली तर मग ते काही वाटत नाही. त्यांना माहीत असतं आता आपली पुढची कामं कशी होतील काय नाही. त्यांना माहीत असतं आपण किती वेळा झोपलं तर आपली कामं होऊन जातील.
हं, हं. हं, हं, हं, हं.
पण त्यांना जर नाही झोपलं त्यांना कळू नका हे काम राहिलं आपलं मग. त्याच्यामुळे ती सवय करून घे घेतली पाहिजे. टाइमवर झोपायची.
हं, हं, हं. म्हणजे त्यांचं इतरांपेक्षा वेगळं टॉ टाईम टेबल जरी असलं तरीही त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये नियमित वेळ पाळता येऊ शकते.
हो येऊ शकतो. फक्त झोप पुरेशी झाली पाहिजे. नाहीतर असं नाही की झोपेल रात्री 2:00-2:00 आणि 3:00 वाजता अन् मग सकाळी 7:00ला उठेल आणि जॉबला जाईल.
झोप पुरेेशी
असं होणार नाही. जॉब पण जॉबचे पण कामं होणार नाही.
हं. हं, हं, हं, हं, हं.
बरोबर आहे.
हं.
तिकडे पण थकवा जाणवेल. तिकडे पण झोप येऊ शकते. तुम्ही किती ट्राय करा. 1-2 दिवस चालेल. पण नंतर ते
हं, हं.